हो. तेव्हा पहिली एंट्री झाली संगीताची माझ्या आयुष्यात. आणि त्यानंतर मग काय म्हणजे सगळ्याच अ‍ॅन्युअल डे चे फंक्शन असो किंवा दिवाळीचा असो किंवा काहीही फंक्शन असो शाळेत. माझं सिलेक्शन व्हायचंच त्यात. कारण सगळ्यांना माहिती होतं, की हां, ही चांगलं गाते आणि असे आम्ही 10-12 मुली होतो क्लासच्या, जे खूप चांगलं गायच्या. तर अ, आमची जी टीचर होती, मॅडम होती, त्या नेहमी आमचंच सिलेक्शन करायच्या, तर आम्ही पण खूप खुश राहायचो की वा आम्हाला स्पॉटलाइट मिळते म्हणून. <chuckles> तर
अच्छा, अच्छा. अरे, वाह! वाह! हं, हं. हं, हं. अरे, वाह! <chuckles> म्हणजे तुम्हाला एक स्टेज मिळालाच तिथे.
हो. पण काय होतं माहिती आहे का, की तिथे फक्त आम्ही इंग्लिश गाणी गायचो आणि घरी आल्यावरती जेव्हा का आई किंवा कोणी नातेवाईक घरी यायचे ते म्हणायचे की "अच्छा, तुझी मुलगी सिंगिंग क्लासला जाते, मग काय गाते? चल मला एखादं गाणं ऐकव," तर मी जेव्हा इंग्रजी गाणी गायची ना, तर त्यांना धक्काच बसायचा, की "अरे बापरे! हे काय गाते?" <scoffs> कारण त्यांना समजायचंच नाही. हो, ना आणि मी गायची त्यांची क्रिसमसची गाणी वगैरे. म्हणायची, "हे काय, तुला आपल्या धर्माची गाणी नाही का ऐकायला होत आणि तुला येत नाही का काही?" आणि मग माझ्या आईला पण ओरडायची. तर मला ते खूप विचित्र वाटायचं की माझ्या आई-बाबांना कशाला तुम्ही ऐकवतातेत. एवढंच जर काय तर तुम्ही गा ना. तर अ, तेही एक विचित्र अनुभव होता थोडासा.
अच्छा, अच्छा. हां, हां. अरे बापरे! <chuckles> त्यांना समजतही नसेल. हां, हां, हां. हं, हं. अच्छा. बरोबर, बरोबर.